नाही कसं चालणार? मग तेच म्हणत आहे मी, की ओकेशनवाईज मी मगाशीच तुम्हाला म्हणाले, की ओकेशनवाईज किंवा जे काही म्हणू शकतो की ते अ, डे आहेत त्या वाईजचं तुम्हाला कपडे घालायचे. कारण तुम्ही इंटरव्ह्यूला कुर्ता तर घालून जाणार नाही बरोबर ना. म्हणजे कुठल्या मुलांना मी म्हणते, की तुम्ही तर तो कुर्ता घालून जाणार नाही ना? एकदम असा भरलेला वगैरे तुम्ही नॉर्मल फॉर्मल्स घालून जाऊ शकता. म्हणजे बघा इंटरव्ह्यूसाठी फॉर्मल्स मग त्याच्यामध्ये अ, शर्ट्स येतात, फॉर्मल पँट्स येते, मुलींसाठी स्कर्ट येतो, वनपीस येतात. अ, किंवा म्हणू शकतो, की कुर्ता, लेगिंग्ज येतात किंवा मग कुर्ता आणि जर तुम्ही आजकाल इंडोवेस्टर्न घालता जीन्सपण तुम्ही घालू शकता खाली आणि ॲज अ कुर्ता फुल घालू शकता. म्हणजे ते छान दिसलं पाहिजे तुम्हाला एकंदरीत. तुम्हाला ते कॅरी येस कॅरी करता आलं पाहिजे म्हणजे तरी तुम्ही घातलं तरी कोणाला वाटणार नाही. आजकाल बॅगी जीन्स पण घालतात. पण त्याच्यावर जरी लोकं आजकाल फॉर्मल शर्ट, टी शर्ट किंवा शर्ट्स घालतात. फॉर्मल्स जे असतात मग ते पण असा एक म्हणू शकतो, की आजकाल तो फॉर्मल कारण ती फुल असतं ना जे फुल कपडे आहेत ते फॉर्मलमध्ये छान वाटतात. जसं की तुम्ही हं. नक्कीच. तर ह्या सगळ्या फॉर्मल्स कपडे तुम्ही इंटरव्ह्यूला घाला. लग्नांमध्ये तुम्ही साडी घाला. तुम्हाला जर हवी तशी म्हणू शकतो, की आजकाल म्हणतो, की इंडियन्स वेअर आलेत किंवा मग काहीतरी वेस्टर्न वेअर पण ते छान दिसले पाहिजे तेव्हा. ड्रेस घालू शकतात आणि मेन म्हणजे तुम्ही देवळात जात असाल तेव्हा पण तुम्ही चांगले कपडे घाला. मी तर सगळ्यांना सांगेल काहीतरी जीन्स-विन्स घालून नका जाऊ. कारण का आपल्या शेवटी तो म्हणू शकतो, की देवाकडे चालला आणि तुम्ही कसे पण कपडे घालता विचित्र. काही काही लोकांना सवय असते तर ते चुकीचं आहे. म्हणजे आपण ज्या ठिकाणी जातो ना, त्या ठिकाणचे होऊन तुम्ही जा. असं मला वाटतं.
तेच तेच आहे. हां, हां, हां. हां. नाही, बरोबर. अ, हो. बरोबर आहे. बरोबर आहे. हो, हो. सिंपल बट स्वीट चांगलं दिसायला पाहिजे ते बस. नक्कीच. हं, हं. छान पण दिसतात. बरोबर आहे. बरोबर आहे. हं, हं. <chuckles> बरोबर आहे. अच्छा, हां, मी तेच सांगत होती. हो, हो, हो, ज्या ठिकाणी आपण जातोय ना, तसे तुम्ही कपड्यांची अदलाबदल करा. नाही का? म्हणजे तुम्हाला कॅरी करणंपण सोपं जाईल आणि तुमचा त्या कपड्यांमुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल. नाही का. खरंच खूप छान.
येस. बरोबर. हं. नक्कीच. बरोबर, बरोबर आणि मला असं वाटतं, की कम्फर्टपण खूप महत्त्वाचं आहे. असं नाही, की तुम्ही ड्रेस घातला आणि मग हात वर केला तर काहीतरी वेगळं आणि बसले तर काहीतरी वेगळं होणार.
अरे, हो. बरोबर. खूप छान सांगितलं कम्फर्टेबल म्हणजे कम्फर्ट झोन पाहिजे त्याच्यामध्ये काहीही घालू नाही शकत आपण. खरंच ना. आणि बघ ना आता मग नेहमी जे ब्रँडचे राहतात. नेहमी आता हे बघा आता नवीन नवीन ब्रँड चालू आहे. ट्रेंड फॉलो करायचं चालू आहे. फ्युजन लूक, ट्रेंडी लूक काय-काय नवीन आलेलं आहे बाबा त्यांना हे लोकं फॉलो करू राहिले. आणि आजची पिढी तर इतकी फॉलो करते ना, म्हणजे आपलं सगळं मागचं विसरले आणि फक्त यालाच फॉलो करते. तर असं याच्यामध्ये असं आपलं ज्या आ आत्मविश्वास असा आपल्याला जास्त मिळतो असं आहे का काही नवीन?
बरोबर. हं. नक्कीच. हं. हां ना. बरोबर.